अ, नक्कीच ना. आपण कोण आहे त्यांचं भविष्य ठरवणारे, ते ते त्यांचं ठरवतील ना, तुम्ही शालेय शिक्षण त्यांना व्यवस्थित घेऊ द्या ना, की सुरुवातीलाच आता छोटं उदाहरण घ्यायचं झालं, तर मला असं आठवतंय, की माझ्यावेळेस शाळेमध्ये शिक्षण अ, म्हणजे शाळेत टाकायला बालवाडीला टाकायला 5 ते 6 वर्ष लागायचे किंवा मग ते सहज सोपी पद्धत होती की "बाबा हा हात घे आणि ह्या कानाला लागतो का बघ, अगर तो कानाला लागला, तर अरे, हां, हा आता मोठा आहे, की याला शाळेत घेऊ शकतो आपण." आज अ, काल आपण मुलांना 2-2.5 वर्षाचे झाले तर आपण प्ले ग्रुपला टाकणं, नर्सरीमध्ये टाकणं, असला प्रकार आपण सुरू करतो. अरे, त्या मुलाला बालपण आहे ना, ते जगू द्या ना, थोडंसं.
हं. बरोबर. हां, नक्कीच. <chuckles> हां, तू आता हं, घेऊ शकतो. हं. जगू द्या ना. म्हणजे ठीक आहे, आता बाकीच्या मुलांना म्हणजे बरोबर, अगदी बरोबर. बाकीचे मुलं जसं शाळेत जाताय तसं आपल्याला पण वाटतं, की आपला मुलगा कुठे ना कुठे मागे तर राहणार नाही ना. ही भावना आपण समजू शकतो, पण या इतक्या कमी वयामध्ये आपण त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणं हे चुकीचं असतं, नाही का?
खेळू द्या, होऊ द्या चुका होऊद्या, शिकू द्या त्याला. अगदी बरोबर. आपणच त्यांना कॉम्पिटिशनमध्ये उभा करतोय ना, की ह्याचा त्याचा हेवा-देवा बघून. आपल्याला कधी असं वाटलं का? आणि आपला मुलगा आहे ना ठीक आहे, त्याला जे करायचं तो करेल. जेव्हा वाटलं तेव्हा करेल. आपण मोकळेपणा दिला का? आपण, नाही. आपण जिम्मेदारीचा बोजाच दिला त्याला. ह्या शाळेत टाकायचं, असं प्रेस्टीज पाहिजे, असं केलं पाहिजे, त्यांना डान्समध्ये चांगला पाहिजे, स्पोर्ट्समध्ये चांगला पाहिजे, आ सगळं ऐकायला पाहिजे त्यांने, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या अपेक्षा आहे त्याच्याकडनं, की हा बेस्टच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मग त्यानं त्याचं बालपण केव्हा जगायचं, केव्हा त्यांना सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या.
हं. नक्कीच. हं, हं. अपेक्षा. नक्कीच. <chuckles> नक्कीच. आता बघा ना, आपण आपल्या वयाच्या 7 व्या वर्षी शाळेत गेलो होतो नाही, बरोबर?

अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, की नाही खरंच हा विचार करायला हवा आणि आपल्याला थोडीशी एक ही माहिती पण हवी की शाळेत काय दबाव चालू आहे? किंवा शाळेतून काय प्रेशर आहे मुलांवर, की मुलं असे का थोडंसं वेगळं वागत आहे. या गोष्टींकडं आपण खरंच लक्ष द्यायला हवं. कारण की फार सेन्सिटिव्ह आहे आजकालची मुलं आणि जेणेकरून जेणेकरून जे आहे ना, की त्यांच्यामध्ये होणारे बदल आपल्याला
नक्कीच. वागता आहे. अगदी बरोबर. हं, हं.
लगेच ओळखायला आले पाहिजे मला असं वाटतं.
बरोबर. आणि हे कधी होईल आपण सातत्याने त्याच्याशी बोलत राहिलो तर आपल्याला लगेच लक्षात येईल, की त्याच काहीतरी बिनसल आहे किंवा त्याला काहीतरी दबाव जाणवत आहे. कुठल्यातरी अपेक्षेच ओझं होतय नाही का.
अगदी बरोबर. पण अ, याच याच व्यतिरिक्त काय आहे ना, की एक पालक म्हणून आपली ही जिम्मेदारी की आपण त्याला सतत त्या गोष्टीबद्दल नाही टोकलं पाहिजे. आपला मला असं वाटतंय, की नाही का माझ्यावेळेस असं मला वाटायचं, की मी जेव्हा 10वी ला होतो. तर मला सगळेच ये येता जाता सगळेच टोकायचे. घरातले तर सोडा आमच्या कॉलनीतले, नातेवाईक सगळेच. मी शक्यतो घराच्या बाहेरसुद्धा उभं राहिलं तुम्हाला म्हणायचं, "का रे? बाहेर उभा आहे, 10वी चं वर्ष ना, अभ्यास झाला का?" अरे! याचा काय संबंध आहे, मी बाहेर उभा आहे. आणि छोट्या-मोठ्या गोष्टींवर तो दबाव तो काय आणि मग घरातले लोकं म्हणायचे, की "बाबा, तो बघ तो 10वी ला होता, तो रात्रंदिवस अभ्यास करायचा सकाळी 4:00 वाजता उठायचा" हां, ही तुलना आणि त्याच्यानंतर
नक्कीच. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. अभ्यास झाला का? हं, हं, हं. <chuckles> हं, हं. नक्कीच. अभ्यास करायचा म्हणजे तुलना. हं, तुलना या तुलनेमुळेच तर आपल्याला खूप दबाव येतो ना, म्हणजे विद्यार्थ्यांना काय त्यांच्या समोर सतत तुलना केली, की त्यांची चिड-चिड होते आणि त्यांना असं वाटते की आपण कुठेतरी इतरांपेक्षा कमी आहो बा. म्हणजे कुठेना कुठे त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होतो आणि त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम जाणवतो मग.